नाही-नाही, एका साइडनी 800 किलोमीटर आम्हाला जायचं होतं आणि 800 किलोमीटर यायचं होतं, असा पूर्ण प्रवास होता. आणि त्याच्यामध्ये तो अ, अ, गोव्याच्या बाजूला जे एक घाट लागतो, तो पण खूपच अवघड होता. आणि आम्ही मी म्हणतो एवढं कधीच मी फिरलेलो नसेन. त्यावेळेस ते आम्ही प्रवास सुरू केला आणि तो म्हणजे सकाळच्या अ, 5 पासूनच आम्ही निघण्याचं ठरवलं. तर आम्ही, म्हणजे पहिल्या पहिलं तर मज्जा वाटली, कारण की आम्ही मधी-मधी थांबायचो, परंतु आम्हाला कळू लागलं की आम्ही जर जास्त वेळ इकडच टाईमपास केला तर आमच्या अ, ठिकाणापर्यंत पोहचायला आम्हाला वेळ लागू शकतो. मग आम्ही काय करायचो, माझा मित्र पण तसं गाडी चालवलं होतं, ठरवलं होतं की तू अर्धी गाडी चालवणार, मी अर्धी गाडी चालवू. <chuckles> तर अ, मग अ, आम्ही चालू केला प्रवास आणि तो करत-करत असताना आम्ही अ, इतकं म्हणजे थकून गेलो ना.
अरेरे! खूपच मोठा प्रवास आहे. हं, हं. हं, हं, हं, हं. अच्छा. बरोबर. हो, हो. अगदीच, नाही तर कसं. <chuckles> हं, हं, हं. मग? पण तुम्ही सुरक्षतेचं लक्ष्य ठेवलं होतं की असेच निघाले होते?
नाही-नाही. सुरक्षितेसाठी आम्ही 2 हेल्मेट घेतले होते पहा. त्यांच्याकडे त्यां त्यांनी 1 हेल्मेट घेतलेलं, मी 1 हेल्मेट घातलेलं आणि तुम्हाला जसं म्हटलं ते कोट घेतला होता आणि आजून हाताला मोजे वगैरे या सर्व गोष्टी मी अ, म्हणजे व्यवस्थित हातामध्ये घालून अ, ग्लोव्हज वगैरे घालून, आम्ही चाललो होतो. असा प्रवास तो होता. आणि बॅग्स वगैरे व्यवस्थित बांधून घेतल्या होत्या आणि काही जेवण आम्ही सोबत-सोबत घेतलं होतं, जे आईनी बनवून दिलेलं होतं ते. आता त्यांना माहित नव्हतं, आम्ही त्यांना असं सांगितलं होतं की आम्ही जवळच जातोय आणि गाडी लावून आम्ही नंतर जाणार आहोत अ, तिकडं म्हणून. तर आम्हाला तसं तर गाडीवरच जायचं होतं, <chuckles> असा प्रवास होता तो. आणि खूप मजा आली त्या प्रवासामध्ये.
हं, हं. अच्छा. क्लब्स वगैरे. बरं. बरोबर. अच्छा. बापरे!
आणि अशा प्रकारचं हं.
नाही हां, बोला ना.
आणि मग कधी हां, हां. बोला.
नाही, एकंदरीत असं हं. <chuckles> बोला, बोला. बोला, बोला.
नाही, मग तो प्रवासामध्ये म्हणजे खूप अनुभव आले, कधी एवढं महाराष्ट्र फिरलो नव्हतो आम्ही आणि जाताना वेगवेगळ्या भाषेचे लोकं, वेगवेगळे गाव भेटले. आणि ती बाईकवरती फि फिरण्याची एक वेगळीच मजा असते, त्यावेळेस आम्हाला कळालं की एक वेगळीच मजा असते. आणि ती घटना म्हणजे अस्मरणीय, म्हणजे आम्ही विसरू नाही शकत अशी गोष्ट त्यावेळेस झाली होती.
बरोबर.